पण ह्याच्यात सगळ्यात मोठा तोटा हा आहे ना, की जो नापास होतो, त्याला शी 35 टक्के मिळाले, शी एफ ग्रेड मिळाली, हे डिमोरलाईज ही व्हायला होतं ह्याने.
हो, म्हणजे ग्रेड जास्त करून ही पद्धतच बंद करून टाकायला पाहिजे, जेणेकरून हो.
हां, म्हणजे <clears throat> ही पर्सेंटेजची पद्धत मला असं वाटतं, बंद केली पाहिजे. ग्रेड्स असाव्यात पण त्या कशा पद्धतीने असाव्यात, म्हणजे शिक्षकाचं काम ह्याने वाढणार आहे, की समजा एखाद्या क्वेशन पेपरला मार्कच नाही दिले, म्हणजे किती पैकी हा अ, क्वेशन पेपर आहे हे मार्कच नाही दिले आणि त्यांच्या अंडरस्टँडिंगवर भर दिला, की अ, जसे गाईडमध्ये उत्तर दिलीये ना, तशी पाठ करून अजिबात लिहायची नाही जर तशी मिळाली लिहिलेली, तर तुम्हाला ग्रेड्स मिळणार नाहीत.
हां, हां. विद्यार्थी हो, हो, हं, हं. हां, हां. म्हणजे, स एकदम सारखं लिहायचं नाही हो. त्याच्यामध्ये तुमचंही काहीतरी टाका ना, तुम्ही बरोबर आहे.
बघा, केवढा फरक पडेल. हां. हां, मु मुळात, हे असलं पाहिजे, की तुम्हाला ते किती समजलंय.
बरोबर आहे, समजायचं गोष्ट हां, हां.
याच्यावर जर मूल्यांकन असेल ना, तर बघा संपूर्ण शिक्षणाचा दृष्टिकोन बदलेल.
बरोबर आहे पण असं होतं ना हो, बघा ना जेव्हा परीक्षा वगैरे येते आणि त्याचं मूल्यांकन वगैरे केलं जातं. आता विद्यार्थ्यांना कसं असतं ना, आता परीक्षा आली बाबा, तर सगळे जण मला तरी वाटतं नाही का, असे मुलं जे आहेत ते रट्टा जास्त मारतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं खरंच ना, स्वतःचं काही टाकत नाही तर अ, असं जर केलं का, मूल्यांकन त्यांचं करायचं आहे आणि गाईडामधलं उत्तर जसंच तसं तुम्ही लिहू नका त्याबद्दल तुम्हाला काही समजले, ते लिहा तर विद्यार्थ्या विद्यार्थ्यांवर असे तणाव पण निर्माण होतात ना हो, मग त्या तणावाबद्दल तुम्ही काय बोलता?
हं. हं. हं. रट्टाच मारतात हो. <chuckles> नाही. हं. हं.